आजकाल आपण पाहतो ना, की लोकांना मोबाईलचं खूप जास्तच व्यसन झालं आहे, म्हणजे इतका वेड आहे ना, की जिथे जाणार तिथे ते मोबाईल हातात असतोच. जेवण असून दे किंवा काही कोणाशी मीटिंग असू दे, काही कोणाशी बोलायचं असेल, तरी ते सारखं-सारखं मोबालकडेच लक्ष असतं सर्वांचं. तर मला हे असं वाटतं की कुठे ना कुठे ना, आपण ह्यावर काहीतरी असं केलं पाहिजे ना, की म्हणजे ह्याच्यात लोक एकमेकांवर लक्ष जास्त देतील असं काही केलं पाहिजे. तर तुमचं मत काय आहे की फॅमिली डिनर जर का असेल, तर फोन न घेण्यासाठी तुम्ही काही असे नियम ठेवले आहेत का?
नाही-नाही करत. नाही. नाही, मला असं वाटतं ना, खरंच तुम्ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर सुरुवातच केलेली की फॅमिली डिनर आणि फोन. म्हणजे खरं सांगू का? आता या फोनचं इतकं वेड लागलं आहे ना आणि ते एवढे नवीन-नवीन ॲप्लिकेशन्स आलेत, की तुम्हाला ते सतत हाताला चाळा लागला आहे की ते रील्स स्क्रोलवर स्क्रोल करत रहा.
हो ना.
आणि मग बाकी पण इतर जे म्हणतात ना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत आणि भरीसभर म्हणून आता, हे ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर इतक्या या सीरीज येत राहतात. सतत त्यामुळे ना आपण फोन हातातच ठेवतो आहे आणि आता कॉर्पोरेट लाईफमध्ये पण तुम्ही बघा. आउटलुक वगैरे किंवा तुम तुमचे जे महत्त्वाचे मेसेज वगैरे येतात, स्लॅक असू दे, टीम्स असू दे ते सुद्धा तुम्ही फोनमध्ये टाकू शकता.
खरंच. हं, हं. हो ना.
म्हणजे एन्टरटेनमेंट.
आणि चाललंच असतं, सतत चालू आहे हे. म्हणजे लोकांना काही भानच नाहीये, की फोन आपण ठेवून दुसरीकडे पण समोरच्या माणसाकडे पण आपलं लक्ष केंद्रित करू शकतो.
हो, हो. आणि लोकं ना मला तर कधी-कधी एवढं अवाक व्हायला होतं, की घरी आईला पण असं नाही आहे की तू अ, आईशी पर्सनली जाऊन बोला. नाही, नंतर मेसेज करते. अगं, अगं जाताना <chuckles> आईशी दोन शब्द बोल म्हणजे आईलाही बरं वाटेल जरा. खरंच म्हणजे मला असं वाटतं ना, हळूहळू हे फोन आणि हे सगळे ॲप्लिकेशन्स तुमच्या आयुष्याचा ताबा घेतात. असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती नाही होणार आणि
हो ना. खरंच.
आणि जेव्हा म्हणजे माझ्या आईने तर हे सगळं बघितलं, की मी, माझा भाऊ, माझी वाहिनी, माझी अ, भाची आहे आता 6-7 वर्षांची. एक तर तिच्यामुळे ना, माझ्या आईला ही अ, संकल्पना लक्षात यायला लागली. कारण ती जेवायचीच नाही फोनशिवाय.
अरे बाबा! मग?
मग माझ्या आईने सुरुवात केली, की तिला मग ती गोष्टी सांगायला लागली. ती आणि मग तिला ती भरवायची. ही तू गोष्ट ऐक पण तो फोन बाजूला नाही ठेवायची. मग माझ्या आईने एकदम कडक नियम सुरू केला, कारण ती सगळ्यांचं अनुकरण करते.
तो काय? हं.
की मला का तू फोन देत नाही आहेस? बाबा तर बघतोय फोन, आई तर फोन बघती आहे, आजो बघतोय म्हणजे माझ्या वडिलांना ती आजो म्हणते.
हं, आजोबांना जो.
मग कसं होतं ना हां, असं कसं होतं ना, की मुलं तुमच्या जे तुम्ही वागता, बोलता त्याचं अनुकरण सतत करत असतात. आणि ते त्याच्यातून धडे घेत असतात की नाही आणि आपलंही कधी, कधी असं होतं बघा की <tsk> खूप कंटाळा आलाय. चला काहीतरी लावून द्या फोनवर, म्हणजे जरा मग प्रश्न येणार नाहीत मुलांचे किंवा कसंही. तर हे खूप महत्त्वाचं आहे, की तुम्ही फॅमिली डिनर आपला जो असतो, आपण दिवसभरात एकमेकांशी भेटत नाही, बोलत नाही. एक एक कुटुंबाचा एक वेळ असतो ना, तिथेही तुम्ही जर फोन घेऊन गेलात तर कसं चालेल हो? म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो, आपला एक फॅमिली टाईम असतो, तोच राहणार नाही.
बरोबर. हं. खरंच. मग तुम्ही मला सांगा, की ह्याची म्हणजे काय करायचं, ह्याबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबात सगळ्यांना एकत्र आणून ह्यावर काही चर्चा केली का, की कशी ह्याची सुरुवात करता? काय म्हणाल तुम्ही?
मला वाटत ना म आईने अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, की एक रुद्र पवित्रा घेतला की <chuckles> सगळ्यांनी फोन ठेवायचे म्हणजे कारण तिला ना, माझ्या भाचीची खूप चिंता वाटायला लागली, की हे जर सतत ती फोन बघत राहिली
<chuckles> काय केलं त्यांनी? हं.
आणि बाहेर खेळायचं तिने टाळलं, तर एक डोळ्यावर परिणाम होईल. कधी-कधी मुलांच्या
अ, हां, बरोबर.
आणि मग तिने आम्हा सगळ्यांना फैलावर घेतलं, की तुम्हाला सतत त्या ऑफिसचं तुम्ही काम आणि मला वाटतं ना असं कुठेतरी एक तुम्ही संतुलन साधायला हवं. काम तुम्ही करताय का, तुम्ही मोबाईल बघताय? पण एक म्हणतात ना डिजिटल डिटॉक्स. ह्या नियमांचं तुम्ही पालन केलं पाहिजे आयुष्यात ही की तुम्ही आता जेवायला बसला आहे, तुम्ही हे ही बघत नाही आहे की आईने आज काहीतरी नवीन पदार्थ केला आहे किंवा तुम्ही आईला जाऊन मदत करता आहे आणि तुम्ही नंतर डिनर टेबलवर सतत ते मोबाईलचे रील बघता आहे. अरे! पण ते बघण्यापेक्षा तुम्ही आईने जे बनवलं आहे, त्याचं प्रेझेंटेशन बघा ना.
खरंच. बरोबर. हो ना, म्हणजे लक्षच नसतं की काय चाललं आहे काय नेमकं?
कदाचित कधी माझ्या वहिनीने पावभाजी केली किंवा अजून काही मिसळ वगैरे, आपण काही ना काहीतरी नवीन पदार्थ करतच असतो.
हं.
अशा वेळी म्हणतात ना, की जो एक उत्साह असतो की "अरे वाह! आज हे केलं आहे का? अरे! हे किती छान लागतं आहे" आणि एकमेकांची म्हणतात ना की एकमेकांचे चेहरे बघून बोलणं आणि तो संवाद साधणं, ह्याच्यामुळेच तर आपले जे कुटुंबाचे जे संबंध आहेत, ते घनिष्ठ होतील.
बरोबर.
पण जर तुम्ही सतत फोन घेऊन बसला आहे आणि एकमेकांशी जर असं ठरवलं, की मेसेज करत बसायचं, फक्त मला वाटतं डिजिटल फॅमिली हे तुमच्या कुटुंबाला नाव दिलं पाहिजे कदाचित.
<chuckles> हं. मग मला एक सांगा. इथे मला एक प्रश्न पडतो की तुम्ही म्हणालात, की तुमच्या आईने अ, तुम्हा सगळ्यांना विचारलं असं, फोनबद्दल. तर तुम्हाला काय वाटतं? की वयोमानानुसार नियम ठेवले पाहिजे का? सगळ्यांसाठी हे नियम वेगवेगळे असायला हवेत का? म्हणजे लहान मुलं कसं, सतत कार्टून आणि व्हिडिओ गेम्स असतात त्यांचं, तर त्यांना तर आपण सांगू शकतो की जास्त वेळ नको बघू, तुझ्या डोळ्यावर ताण पडते. पण अ, जे मोठी माणसं असतात, म्हणजे त्या मुलांचे पालक असतात, त्यांना तर किती मानसिक तणाव होत असतो ना? ऑफिसमध्ये खूप कामं असतात, मग त्याचं पण त्यांना बघायचं असतं ना. कधी-कधी घरी आल्यावर पण ऑफिसचे मेल्स, मेसेजेस येतच असतात. तर त्यांच्यासाठी, म्हणजे मुलांसाठी जे नियम आहेत, तेच आपण मोठ्यांसाठी नाही ठेवू शकत ना. तर असं तुम्हाला काय वाटतं की प्रत्येकाच्या वयानुसार वेगवेगळे नियम असावेत का?
हं. हं. हं. हं. हं. बरोबर. बरोबर, मला वाटतं ना वयानुसार नियम असण्यापेक्षा ना, मला असं वाटतं की आपण जेव्हा एकत्र बसतो जेवायला रात्री, कारण की हे बघा दुपारी शक्य होत नाही. सगळे ऑफिसला जातात, लहान मुलं शाळेत जातात. त्यामुळे दुपारी एकत्र बसून जेवण करणं शक्य होत नाही. डिनरच हा एक असा टाईम असतो, जो आपला फॅमिली टाईम असतो.
हं. बरोबर.
आणि मला असं वाटतं ना, की मोबाईल जेव्हा नव्हते तेव्हा आपलं आयुष्य चाललं होतं की नाही सुरळीत? तेव्हा आपण एकमेकांशी बोलायचो. आज आपण मोबाईलवर अवलंबून आहोत, कारण की जसं तुम्ही म्हणालात की कामाचे फोन असतात आणि वेगवेगळ्या अ, वयोगटानुसार आपण असे नियम करावेत का? तर मला असं वाटतं, तुम्ही अपवाद करावेत. नियम तोच असावा की फोन नको. अगदीच तुम्हाला कामाचा फोन येतो आहे, तेव्हा तुम्ही कुठेतरी म्हणतात ना, की एखाद्या कॉन्फरन्स कॉलमध्ये अडकला आहे आणि मग ते 5:00-10:00 मिनिटं पुढे मागे, असं होऊ शकतं की तुम्ही फोनवर कॉल घेता आहे आणि मग ती मीटिंग थोडी लांबवली, तर तुम्ही 10:00 मिनिटं सांगू शकता की हां, मी जरा 10:00 मिनिटांनी येतो.
हं. हां. हो ना.
तर महत्त्वाचं तुम्ही नक्की घ्या, मी असं नाही म्हणत, पण त्याला अपवाद करा. रोज तसं होत नाही ना, की फॅमिली डिनर आपला चालू आहे आणि महत्त्वाचा त्याच वेळेला फोन आला. कदाचित तुम्ही म्हणतात ना, की हे वेळेचं नियोजन करा.
बरं. हं. बरोबर.
काम तुम्हाला जन्मभर करायचंय, त्याच्यातून तुमची सुटका नाही. मग अशा वेळी तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये ना, तो टाइम ब्लॉक करून ठेवा.
हं, खरं.
की बाबा, या वेळेपासून या वेळेपर्यंत मी डिनर घेतोय आणि असे बरेचसे मी तुम्हाला खरं सांगू का? तुम्ही US, UK चे प्रोसेस करता ना, तर बरेचसे लोकं हा नियम पाळतात की इथून इथपासून इथपर्यंत मी अवेलेबल नसणार आहे. मी अ, काही कारणास्तव बाहेर जातोय वगैरे, अशामुळे ना लोकांनाही कळतं की ठीक आहे, तुम्ही या वेळेपासून या वेळेपर्यंत नसणार आहात आणि मला असं वाटतं ना, की हे नियम तुम्ही सतत अ, म्हणतात ना की 15-20 मिनिटांनी किंवा एक, 30 मिनिटांनी, असं काही मला वाटत नाही की खास फरक पडेल, 1-2 अपवाद वळ वगळले तर नक्कीच. मग त्यावेळी जर तुम्ही हा विचार करा, तुम्ही सातत्य ठेवलं तुम्ही सत म्हणजे जर रोज फॅमिली डिनरमध्ये तुम्ही तुमच्या मुलाला, बायकोला, आई-वडिलांना घेऊन एकत्र आहात.
खरंय. हो. हं.
तो वेळ परत नाही येणार आहे ना? तुम्हाला अध हा अर्धा-पाऊण तास तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर घालवणार नाहीत, तर काय होणार आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना काय संदेश द्याल? उद्या जर बघा हा वारसा आपण पिढ्यान-पिढ्यांनी पुढे नेला पाहिजे नाही का?
हो, ना. हं, खरंच. मग इथे मला एक प्रश्न पडतोय, की कधी-कधी असं होतं ना, की सगळे नियम वगैरे आपण पाळतो. आता जे तुम्ही म्हटलं ते तर आहेच. ते ते झाल्यानंतरही कधी असं होतं, की अचानक काही एखादा इमर्जन्सी कॉल येतो. तर तेव्हा आपल्याला तो उचलावा लागतो ना, तर तुम्हाला काय वाटतं, की तात्काळ उत्तर देण्याची जी गरज असते आणि एखादा अत्यावश्यक कॉल असतो. तर ह्यामध्ये काय फरक ठेवायचा आणि अ, कसं ठरवायचे, की त्यावेळेस काय करायचं?
हं, हं. हं. अगदी, अगदी. नाही, बरोबर म्हणालात तुम्ही. अगदीच, तुमचा महत्त्वाचा कॉल आहे आणि तुम्हाला तो अटेंड केलाच पाहिजे, तर तेव्हा जसं मी सांगितलं, की तुम्ही अपवाद ठेवा किंवा लवचिकता ठेवा. नक्कीच. पण आता कुणीतरी मित्र फोन करतोय गप्पा मारायला, तर त्याला सांगा ना, मेसेज करा की "बाबा, अ, करतो अजून एक 40-45 मिनिटांनी, तुला फोन परत करतो" आणि किंवा म्हणतात ना, की तुमचे बरेचसे पार्सल्स वगैरे येतात, तर तेवढ्यापुरतं तुम्ही 1-2 मिनिटं पार्सल जाऊन घ्या आणि परत तुम्ही येऊन तुमचा जो डिनर आहे तिथे जॉइन करा. मी असं नाही म्हणत आहे, की तुम्हाला मोबाईल नकोय. कारण, आता ते आपल्या हातातलं एक साधन झालंय, ते शक्य नाही आहे
हं.
त्याच्याशिवाय जगणं.
हो, ना.
पण, मी तेच म्हणते आणि सुरुवातीला ना, असं नाहीये, की तुम्ही एकदा नियम बनवलात आणि उद्यापासून कुणीच मोबाईल वापरायचा नाही असं नका करू. एक 2-3 आठवड्यांचा ट्रायल पिरियड ठेवा, की चला आपण एक म्हणतात ना, की उपक्रम सुरू तर करून बघूया. आणि मग त्याच्यात तुम्हाला कळेल, की पहिल्या आठवड्यात किती वेळ आपल्याला मोबाईल शिवाय बोलता आलं? की नक्कीच कोणाचे फोन येत आहेत का? मग तुम्ही स्वतःला निरीक्षण करा, की खरंच खूपच प्रॉब्लेम येत आहेत का?
हं, हं.
मग अ, अशा वेळी तुम्ही तुम्हालाही लक्षात येईल, की खरंच असा जर तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन केलंत आणि तुमच्या अ, कुटुंबासोबत वेळ घालवलात, तर अ, ह्याच्यामधून मिळणारा जो आनंद आहे ना, तर मी तर म्हणते त्याच्यासाठी तुम्ही हमखास त्या फोनची एक अ, अर्धा-पाऊण तास तर तुम्ही नक्कीच त्याग करू शकता.
हं, खरंच. मग अ, असं होतं ना, की ठीक आहे, सगळं प्रयत्न करत आहेत, सगळ्या गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे आणि अ, असं त्यांनी पण मानलं आहे, की "ओके, हा नियम पाळायचा आहे." पण कधी-कधी असं होतं, की नाही करू शकत एखादा व्यक्ती. तर नियम नाही जर पाळला, तर अ, त्यांच्यावरती म्हणजे आपण का अ, काय करू शकतो त्यांच्यासोबत. त्यांना छोटे-छोटे असे आपण प्रोत्साहन द्यायचे का? की त्यांना सांगायचं, की हां, हा ट्रायल पीरियड म्हणून तू समज. काय नेमकं तुम्ही करतात? काय सुचवाल ह्यासाठी?
हं. हां. पेक्षा ना, मी म्हणेन एक हां. आता बघा, माझ्या आईचा ना, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना रुद्रावतार. माझी आई सरळ म्हणते, "उद्याचा पूर्ण स्वयंपाक तू कर मग."
हं. अरे अच्छा.
अ, अ, अशी धमकी दिली, की मग जरा पटकनच, "हां, हां, ठीक आहे, ठीक आहे, ठेवतो फोन" किंवा "नाही, नाही. हां, ठीक आहे, ठीक आहे ठेवते फोन." असं असं होऊन जातं ना. मला वाटतं ना, की प्रत्येक गोष्टीला ना, पर्याय असू शकतात की मी अगदी मान्य करते, की खूप महत्त्वाचे फोन येतात, तुमची मीटिंग चालू असते ती एक्सटेंड होते आणि कदाचित अ, आता सगळे म्हणतात ना इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स वगैरे असतात आणि त्या 9:00-5:00 जो आपला एक वेळ होता नाही का, ऑफिसला जायचा आणि परत आपण घरी यायचो 6:00-6:30ला आणि नंतर पूर्ण वेळ आपण आपल्या फॅमिली बरोबर असायचो. पण आता हल्ली ते शक्य नाहीये. पण का कमीत-कमी तुम्ही हे लक्षात घ्या, की संध्याकाळचा जो तुमच्या कुटुंबासोबतचा वेळ आहे. तुम्ही जर तो 40-45 मिनिटं ठेवली राखून, तर अ, तुम्हालाही लक्षात येईल, की थोडेसे नियम करायला लागतील. थोडंसं तुम्हाला स्वतः म्ह म्हणतात ना, की थोडासा एक अ, दबाव द्यायला लागेल स्वतःवरही आणि कदाचित तुमच्या कुटुंबावरही आणि सगळ्यांना घेऊन, जेव्हा तुम्ही बसाल ना, मी खरं सांगते तुम्हाला इतका आनंद येईल त्याच्यामध्ये. तुम्हाला तुमचं असं वाटेल, की "वाह! खरंच हा, बदल करून मी खूप सुखी झाले."
हां. हं. बरं. हो. हं. हो. किती छान तुम्ही असे उदाहरण देऊन मला सांगितलं, की मोबाईलचा उपयोग आपण जेवताना फॅमिली डिनरच्या वेळेस कसं काय आपण कमी करू शकतो आणि काय, काय नियम त्यासाठी आपण ठेवू शकतो. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून ह्या विषयावर. यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
धन्यवाद.